शेती म्हणजे ना फक्त पीक नाही आहे. म्हणजे ती एक अ, म्हणता येईल की ते आपल्याला एक अ, संयम शिकवते की एवढे महिने थांबावं लागणार, पेरणी झाल्यानंतर, मग तुम्हाला पीक मिळणार म्हणजे वास्तव दाखवत्यासारखे म्हणता येईल. आणि आयुष्य कसं जगायचं ते ही सांगते, तर मग असं म्हणजे भरपूर काही शिकण्यासारखं असं मला वाटतं शेतीतून. तर मग शेतातून तुम म्हणजे तुम्हालाही तसं काही वाटतं का की तू काय महत्त्वाचं शिकलास शेतातून. काही सांगता येईल?
शेतातून अशा भरपूर गोष्टी आहेत ज्या महत्वाच्या शिकण्यासारख्या आहेत. आता आपण प्रत्येक गोष्टीतून वेगवेगळी गोष्टी शिकू शकतो. जसं आता पेरणीपासनं पेरणीत तर आपण पेरणीत पेरणी म्हणजे फक्त पेरणी नाही तर एका नवीन जीवनाला किंवा एका नवीन झाडाला सुरुवात करणे, ते त्याच्या वाढीपर्यंत. त्याच्यानंतर त्याचं जे काय म्हणता येईल त्याला, आपण कापणे म्हणू शकतो किंवा त्याला निं नण हे ते जे सर्व प्रकार असतात जे ते छोटे-छोटे कामं केले जातात किंवा जे ही सर्व कामं केली जातात त्या प्रत्येक गोष्टीतून वेगवेगळं एक कौशल्य भेटतं किंवा वेगवेगळ्या परिस्थिती असतात. ज्यात आपल्याला वेगवेगळे कामं करावे लागतात किंवा आपल्याला कोणत्या टाईमला कोणतं त्याला अ, खत द्यायचं किंवा कोणत्या टाईमवर कोणता फवारा मारायचा. ह्या सर्व गोष्टी महत्त्वाच्या असतात ज्या आपण शेतातून शिकतो.
हो. हो, हो. हो नक्कीच. हो, पण अ, अ, शेतातल्या रोजच्या म्हणजे आयुष्यातून अ, म्हणजे असं काही अ, म्हणजे जुळून येतं का, की शेतातून ही गोष्ट शिकायला मिळते, ती रोजच्या आयुष्यात ही कामात येते. म्हणजे सर्वात पहिला आणि ठळक धडा कोणता मिळाला आहे का तुला एखादी, म्हणजे काही सांगता येईल का काही?
आणि बह हां, बोला ना. बरोबर. बघ मी तुला ह्याच्यावर एक माझा किस्सा सांगतो. अ, मी अ, आय थिंक, मी 5वी -6वी असेल. तर अ, आमचं तेव्हा होतं, की आमच्या आजोबा आमच्या शेताकडे ते, हे असतं बघ, डवरे असतात, त्याच्यामागे आपण अ, म्हणजे त्यात तूर पेरणी केल्या जाते आणि तूर मागे, त्याच्यामागे आम्ही जे 1 जण, 1 बैलगाडी असते, त्याच्यामागे 8 जणं चालत असतात. तर, आमचं तेच होतं. म्हणजे आमच्या घरच्यांचं कसं होतं, आमच्या घरचे माणसं लावून कामं करून घ्यायची, कारण शेती जास्त होती. <sucks teeth> तर, <swallows> एक दिवस असंच झालं मी माझ्या मी आणि माझा मोठा भाऊ, आम्ही आजोबांजवळ बसलेलो. आजोबा आम्हाला सांगता आहेत, "आज माणसं कमी आहेत, 2 माणसं कमी आहेत, त्याच्यामुळे आज पेरणी राहील असं-तसं." आम्ही विचार करतोय अरे, बापरे! 2 माणसं कमी आहेत. मग अ, माझा भाऊ मला म्हणतो "अरे चल ना, आपण करूत," म्हटलं "भैया खूप खूप मेहनत लागती रे." माझा भैया म्हणतो "अरे नाही रे, काही पण काय बोलतोस, एवढी थोडी ना, मेहनत लागते" म्हणे "काय फक्त फिरायचंच तर आहे म्हणे त्याच्यामागे." म्हटलं "बरं ठीक आहे चल." आ, मग आम्हाला दुसऱ्या दिवशी करायचं होतं ते. समजा ते, ड अ, तूर पेरणी करायची होती. तर आम्ही ना, शेतात गेलो. सकाळी म्हणजे रात्री पाऊस पडलेला. जास्त नाही पण थोडाफार, म्हणजे ओलावा आलेला होता शेताला. त्याच्यानंतर आम्ही शेतात गेलो, दुसऱ्या दिवशी सकाळी पेरणीसाठी. तर आम्ही असं म्हणजे आम्हाला माहितीच नव्हतं. आम्हाला आमच्या आजोबांनी सांगितलं, की काय करायचं आहे? तर ते एक हात धरणी असते. त्याच्यातनं आपल्याला जे फर्टिलायझर आहे, ते आपल्या बॅगमध्ये घेऊन ते सोडावं लागतं. थोडं, थोडं, थोडं, थोडं करून. तर आम्हाला त्यांनी सोपंच काम दिलेलं होतं. तस काही जास्त अवघड नव्हतं, फक्त त्या बॅगमध्ये हात घालून ते ते सोडायचं. बस ते ते एक चाळणी असते त्यामध्ये सोडायचं. आमच्या दोघे ही भावांना हेच काम होतं. <sucks teeth> पण आम्हाला हे नव्हतं माहिती, की ते बैलं किती स्पीडने चालतात, किंवा ते लोकं किती स्पीडने काम करतात, किंवा आपल्याला किती किती एकर शेतात काम करायचं आहे. आमचे आजोबा आम्हाला बोलत होते, की "अरे तुम्ही करू नका रे तुम्ही करू नका रे. तुमच्या ज्याने होणार नाही रे." आम्ही आम्ही कसले ऐकतो, आम्ही जिद्दी, आम्ही गेलो करायला.
हो का? अरे वाह! हो. हो. अरे बापरे! हो. हो. हो, का? हो. हो ना. हो. हां. हो. हो. हो. हो, ना. <chuckles> काय झालं मग? हं.
हां. तर त्याच्यानंतर हो त्याच त्याच्यानंतर मी सांगतो तुम्हाला. आम्ही सुरुवात केली आणि 1 एकर समजा झालं. आणि 1 एकर नंतर काय झालं ना, ते युरिया असतो ना, बघा युरिया काय बोलतो आपण त्याला. तो असा थैलीत असतो, प्लास्टिकच्या थैलीत. तर त्यात हात घालून-घालून हात घालून-घालून आमची जी नखाच्या वरची जी स्किन असते, ती पूर्ण सोलल्या गेली. तर ती हां, तर ती सोलल्या गेल्यामुळे काय व्हायचं, ते युरियात हात घातला, की ते युरिया हाताला लागायचं त्या स्किनवरती आणि ते फार जळायचं. तर आम्ही म्हटलं आम्ही आबांना सांगतोय आबा, आम्हाला म्हणताय, "अरे बाबा ते तसंच होतं, मी तुम्हाला सांगत होतो करू नका." तरी आम्ही दोघं भाऊ जिद्दी. आणि एक-दीड एकर झालं आणि त्याच्यानंतर काय होतं दीड एकर झाल्यानंतर, माणसं पलटी करतात. म्हणजे दुसरी माणसं येतात, किंवा हे काही क्षण विश्रांती घेतात. तर आमच्या दोघा भावांना एवढी मस्ती, की आम्ही काय केलं, आम्ही आबांना म्हटलं म्हंटलं "आबा आम्हाला आम्ही काही थकलेलो नाहीये, आम्ही अजून करूयात." आणि दीड एकर झालेलं होतं ऑलरेडी हं. त्याच्यानंतर मग
हो, हो. अरे देवा! हो. हो, हो. हो. अच्छा.
त्यांच्या, आम्ही त्या बैलांच्या मागे कंटिन्यू समज समजा 2.5 एकर शेत हे तसंच करून केलं की घालायचा हात ते टाकायचं आणि त्याच्यानंतर जो पायाला पूर्ण म्हणजे तो गारा चिपकलेला, त्या गाऱ्याने ते पाय वजनाने पूर्ण हे झालेले. तरी स्टिल आम्ही ते करतोय. आणि आम्हाला तेव्हा ते रिअलाईज नाही झालं कारण आम्ही मस्तीत होतो, आमच्यात ती एनर्जी होती. नंतर जेव्हा आम्ही घरी आलो, जे झोपलोय मी सकाळी झोपलो ते डायरेक्ट संध्याकाळीचं उठलो आणि संध्याकाळी डायरेक्ट दवाखान्यात. संध्याकाळी डायरेक्ट दवाखान्यात काय तर पूर्ण हातपाय भरून आलेले, अंग दुखतंय आणि ताप. आबांनी म्हणे "अरे बाबा तुम्हाला जेवढे पैसे द्यायचे होते म्हणे तेवढे त्याच्यापेक्षा जास्त तर तुम्हाला ह्याच्यातच लागले म्हणे दवाखान्यात. कशी रे म्हणे तुम्ही?" <chuckles> त्याच्यानंतर आम्हाला अबांनी परत दवाखान्यातून दिलं नाही. तेव्हा आम्हाला एक कळलं, की त्यातून एक शिकायला भेटलं की नाही मेहनत शेतात मेहनत ही खूप जास्त लागते आणि
बाप रे! अरे देवा! हो, ना. हो. हो.
मेहनत म्हणजे ते लोकं असं आपल्याला वाटतं, की लोकं काय मजदुरी करतात, हे करतात. पण त्याला किती मेहनत लागते ना जो ते काम करतो, ते त्यालाच कळत असतं.
हो नक्कीच. पण अ, मग असं काही म्हणजे अजून शिकवण म्हणजे शिकण्यासारखं तुम्हाला शेतातनं वाटतं का की जसं की म्हणजे आज बी अ, एखादी वेळ असं म्हणता येईल की संयम मिळतं शेतातून शिकायला जसं की आज बी, आपण पेरली आहे पण लगेच त्याचं म्हणजे पीक नाही होत ना. म्हणजे त्याला अ, वेळेनुसार म्हणजे आपल्यानुसार नाही चालत ते वेळ लागतो प्रत्येक गोष्टीला म्हणजे एक अ, संयम, धीर येतो आपल्याला असं काही अजून तुम्हाला शिकायला भेटलं का?
बरोबर. संयम हो, म्हणजे संयम तर फार भेटतो शेतात. कारण आता बघा ना, प्रत्येक वेळी तुम्हाला पीक होईल याची काही गॅरंटी नसते. एखाद्या वेळेस एखाद्या वेळेस कसं होतं जर पाऊस पडला तर पीक होतं किंवा सोयाबीन होतं. एखाद्या वेळेस पाऊस नाही पडला तर मग तुम्ही तेवढं पेरलेलं आणि तुमचं जेवढं तुम्ही त्यात इनिशिअल कॉस्टिंग किंवा जेवढं तुम्ही इनिशिअल त्यावर खर्च केलाय तेवढं सगळं पण तुमचं जातं. तुमच्यात तेवढं धैर्य पाहिजे की आता जर हे गेलं तर मी परत उभा राहील, परत हे काम करेल आणि परत तेवढा पैसा त्या शेतीत टाकेल. जर तुम्ही एक वेळ पेरताय आणि ते सक्सेसफुल नाही झालं. तर तुम्ही बोलताय की नाही आता माझ्याकडनं होणार नाही आणि परत मी पैसा लावू शकणार नाही. तर तुम्ही शेतकरी बनूच शकत नाही. जर आणि अजून एक असतं ना, बघा अजून तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगतो जी शेतीतून शिका शिकायला भेटते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी शेतीतून शिकायला भेटते ती म्हणजे धैर्य ठेवणे. आता प्रत्येक पीक हे सारख्या टाईमच नसतं. एखादं पीक 3 महिन्यात होतं. जर आपण गव्हाचं म्हटलं तर ते 4 हफ 4 4 महिने लागतात त्याला. तूर म्हटली तर त्याला कमीत कमी 6 5-5.30 महिने लागतात. हळद म्हटली तर त्याला 18 महिने लागतात आता
हो. हो, ना. अगदी बरोबर. हो. काय? हां. अगदी बरोबर. हो का, बाप रे!
हो. आता भरपूर गोष्टी अशा असतात की त्यासाठी आपल्याला संयम ठेवावं लागतं. आणि संयमच नाही तर आपल्याला प्रत्येक गोष्टी त्याची टाईम टू टाईम करावी लागते. जर आपण आज तूर पेरली आहे, तर त्याला 8-15 दिवसांनी त्याच्यावर फवारा मारायचा किंवा त्याला पाणी द्यायचं किंवा गहू पेरला आहे तर त्याला रोज सकाळी जाऊन प स्प्रिंकलरनी पाणी द्यायचं. ह्या सर्व गोष्टी म्हणजे संयम ठेवणं शिकवतात. सगळ्यात महत्त्वाच्या.
हो. हो, अगदी बरोबर म्हणालात तुम्ही. पण मग एवढी मेहनत करून किंवा मग कधी असा अनुभव आला आहे का की जिथे काही गडबड झाली? पीक निघालं नाही त्या वर्षाचं किंवा इतर काही अडचणी आल्या तर मग अशा म्हणजे त्या प त्या अपयशाने तुम्हाला काय शिकवलं वगैरे असं काही अनुभव?
अ, अपयशाचं म्हटलं तर मी तुम्हाला बघा एक किस्सा सांगतो. आता अ, लॉकडाउनमध्ये अ, तुम्हाला आठवत असेल तर अ, दुष्काळ पडलेला. तर आम्ही त्यावर्षी ना, अ, सोयाबीन पीक घेतलेलं. सोयाबीन पीक घेतल्यानंतर कसं आता अ, जे दुष्काळ आणि त्यातल्या त्यात वरनं कोरोना. कोरोना असल्यामुळे बाहेरचे सगळे इन्कम बंद होत्या. आता आमचं शेळीपालन आहे. समजा कुक्कुटपालन होतं. तर ते सर्व संग सगळं स्थगित झालेलं. कारण कोरोना त्यात आपण बाहेर निघू शकत नाही वगैरे. पण एक होतं की आपण शेताकडे जाऊ शकत होतो. आम्ही गावाकडे असल्यामुळे शेताकडे जाऊ शकत होतो. तर आम्ही त्यावर्षी सोयाबीनचं पीक घेतलेलं. आम्ही आय थिंक अ, काहीतरी 45,000चं फक्त बियाणं आणलेलं. की पेरायचं बियाणं आणलेलं होतं. तर आम्ही ते पेरलं. आम्ही 3 महिने त्याच्यावरती मेहनत वगैरे घेतली, त्याला टाईम टू टाईम पाणी दिलं. समजा फवारे वगैरे दिले. तर त्याची आम्हाला कॉस्टिंग आली होती. समजा तीन एक लाख रुपये आम्हाला कॉस्टिंग आली. आणि त्याच्यानंतर जेव्हा आम्हाला ते काढायचं होतं जेव्हा ते थ्रेशर वगैरे आलं ते सोयाबीन काढायला आणि आम्हाला ते कळत होतं की आपल्याला एवढं पीक होणार नाही आहे. जेवढा आपण ह्याच्यावरती खर्च केलाय. पण आम्ही तरी म्हटलं एकदा ट्राय करूयात. तुम्हाला माहिती आहे मी अक्षरशः सांगतो तुम्हाला ते थ्रेशरचा जो खर्च असतो ना, ते थ्रेशर चालवायचा ते ग हे सोयाबीन काढायचा जो खर्च असतो ना, आमचा तो तेवढाही खर्च त्या सोयाबीनने झालेला नव्हता. आणि ती एवढी निराशाजनक गोष्ट होती आमच्यासाठी, पण आम्ही तर निराश होतोच. पण आमचे वडील त्या गुई त्यावेळी खचले नाही. आमचे वडील बोलले, अरे मातीने आजपर्यंत आपल्याला एवढं दिलंय. आणि ह्या वर्षी काय आहे थोडं कमी जास्त झालं तर काय झालं? पुढच्या वर्षी परत येईल. ही हां म्हणजे हे माझ्या वडिलांनी आम मला शिकवलंय त्यावेळेस की धैर्य ठेवायचं. आज नाही झालं तर उद्या तर होईलच. उद्या नाही झालं तर परवा होईलच. नक्कीच होईल.
हो. अ, हो. हो, का? हो, ना. हो, ना. हो. अरे बापरे! हो, ना. अगदी बरोबर, हो नक्की. अ, नक्कीच म्हणजे म्हणता येईल की संकट हा य म्हणजे शेवट नाही आहे, तो पुढच्या प्रयत्नाची तयारी सारखाच आहे. म्हणजे आज नाही तर उद्या तरी याच्याहून चांगलं होणारच होणार असं म्हणजे एक अ, प्रोत्साहन त्यावेळी तुमच्या वडिलांनी तुम्हाला दिलं. मग शेत कामामुळे तुमच्या मूल्यांमध्ये म्हणा, किंवा नात्यांमध्ये, जीवनशैलीमध्ये काय बदल झाले आता जे शहरातल्या लोकांसाठी म्हणजे अ, ह्या गोष्टी खूप अ, दुर्मिळ असतात ना, शेती वगैरे त्यांनी असं एवढ्या जवळून कधी बघितलंच नसतं, मग तुम्ही त्यांना अ, म्हणजे त्या कुठला धडा सर्वात उपयोगी ठरेल असं वाटतं तुम्हाला?
बरोबर. अगदी बरोबर. बरोबर आहे. आता सांगतो मी तुम्हाला शेती मी जेवढं बघितलंय आजपर्यंत, की शहराकडचे लोकं शेतीत येतात तर ते फक्त ते काय बोलतात त्याला हुरडा पार्टी करण्यासाठी <chuckles> किंवा शेतात फक्त ती पार्टी असते म्हणून ते शहराकडे येतात. जर आपण त्यांना कामाला उतरवलं, त्यांना सांगितलं की बाबा आपल्याला पाईपलाईन टाकायची आणि स्प्रिंकलर लावायचे आहेत. तर ते आपल्याला आधी हे विचारतात की पाईपलाईन कोणती असते? इथपासून त्यांची सुरुवात असते आणि मी भरपूर वेळा असं बघितलंय आणि जर तुम्ही खेड्यातले आहात किंवा गावाकड गावाकडे राहणारे आहात तर तुम्हाला शेती हा पूर्ण विषय माहिती असतो. आता मी स्वतः गावाकडचा आहे, तर मला शेतीतलं कुठलंही काम तुम्ही द्या. मी शेतीतलं कुठलंही काम तुम्हाला करून दाखवतो. पण तेच जर आपण कधी शहरातला एखादा माणूस घेतला आणि त्याला शेतात नेऊन उभा केला की बाबा तुला या बांधावरनं पाणी सोडायचं आहे तर त्याला लिटरली कॉक कोणता फिरवायचा आहे हे सुद्धा शेतातला कधी समजत नाही आणि मला तरी वाटतं की जे शेतातले लोक शहराकडचे लोक आहेत त्यांनी गावाकडे येऊन बघायला पाहिजे आणि असंच नाही की शेताकडनं फक्त काही शिकायला भेटतंय. तर ह्यासाठी नाही. तर शेताकडून तुम्ही बघा ना सकाळ-सकाळ तुम्ही एखाद्या शेतात चालू करा तुमची सकाळ. सुरुवात करा. एखाद्या दिवशी शेतात झोपून ती सकाळ बघा. किती निसर्गरम्य असतं. तो सूर्य किती छान दिसतो आणि त्याच्यानंतर ते पक्ष्यांची किलबिलाट, ते, थंडी हवा. ती नेचर, ते नेचर तुम्हाला शहरात कधीच भेटू शकत नाही. ह्या गोष्टीसाठी तरी शहरातल्या लोकांनी एकदा शेतात येऊन किंवा शेतीचे एकदा तरी आस्वाद घ्यायला पाहिजे.
<clicks tongue> हो, अगदी बरोबर. हां. फार्म हाऊससारखं. हो. हो ना. अगदी. हो. हो ना. हो. हो. अगदी बरोबर म्हणालात तुम्ही आणि ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या शहरातल्या लोकांसाठी फार दुर्मिळ असतात म्हणजे आणि अ, एक प्रकारे बघा आजकाल शहरात हे जे काही अन्न म्हणजे वाया घालवणं वगैरे याचं प्रमाण खूप वाढवलं आहे. तर यांना म्हणजे शेतकऱ्याच्या कष्टाची जाणीव तुम्ही कशी करून देणार म्हणजे काय सल्ला देणार?
मला तरी वाटतं त्यांनी एक वेळा गावाकडे यायला पाहिजे. कारण जर आपण गावाकडे राहतो तर आपल्याला अन्नाची किंमत फार असते. आपल्या घरातली शिळी भाकरी जर रात्रीची शिळी भाकरी असेल तर तिला सकाळी चुरमा करून खातात किंवा आणखी काही करून खातात आणि शहराकडे मी बघितलंय लोकांना जर रात्रीचं अन्न असलं तर तरी बोलतात, "नाही, नाही, हे खराब झालं." नाही होत खराब अन्न. कसं खराब होणार आहे? एका रात्रीतून अन्न खराब झालं तर मग तर भरपूर आणि जे अन्नाचा नासोडा करतात ना, जे असं अन्न फेकून देतात. त्यांना मी बघितलं. भरपूर वेळा असं होतं, की त्यांना नंतर त्यांना त्यांच्या गोष्टी रिअलाईज होतात. जेव्हा त्यांना खायला नाही भेटत किंवा काही त्यांच्यासोबत प्रसंग घडतात तेव्हा त्यांना ते कळत, की नाही आपण नाही तेव्हा अन्नाचं तण केलं आणि आता आपल्याला अन्न नाही भेटतंय. कारण शेतकरी अन्नाची इतकी इज्जत करतो. म्हणजे प्रते त्याच्या घरात फार कमी असतं. त्याच्या घरात तुम्हाला द्यायला काही नसेल. पण स्टिल ते शहरापेक्षा लोकांचं लोकांपेक्षा त्याचं मन फार मोठं असतं. तो कधीही घरात आलेल्या पाहुण्याला उपाशी पाठवत नाही. कधीही त्याच्यासोबत जेवण किंवा तो कुठ कुठे तो पाहुणा जात असेल तर त्याच्यासोबत डब्बा तरी नेमका ते देतात म्हणजेच देतातच. तर
हो. हो. हो. हो. हो. अगदी बरोबर. हो. हो. अगदी बरोबर म्हणालात, पण मग भविष्यातलं शेतकरी जीवन तुम्हाला कसं वाटतं? कसं असेल म्हणजे परंपरा टिकेल, अ, टिकवायची की तंत्रज्ञान आणि नवे प्रयोग करून बदलायचं म्हणजे त्यातलं संतुलन कसं साधायचं?
हो, ना. मला तरी वाटतं, की मला तरी वाटतं, की जे भविष्यातलं जे शेती आहे ती तंत्रज्ञानाकडे जास्त वळेल. कारण मी आजकाल जे बघतोय जे शेतीसाठी ड्रोन्स आलेत किंवा आणखी भरपूर असे रोबोट्स आहेत. आजकाल तुम्हाला माहिती आहे की नाही? नाही माहिती, मला नाही माहिती. पण अ, जे आजकाल कापस कापूस जो असतो ना त्याला काढण्यासाठी सुद्धा रोबोट्स आलेत. त्याच्यानंतर तुमच्या पिकावर हो. ते रोबोट्समधनं तुम्ही एक अ, माइंड मॅपिंग करून डायरेक्ट हे समजू शकता, की तुमच्या अ, पिकांवरती कोणता रोग आहे किंवा त्याला कोणत्या औषधीची गरज आहे. हे सर्व सुद्धा आजकाल टेक्नॉलॉजी किंवा ड्रोन्सच्या मदतीने तुम्ही करू शकता. तर मला तरी असं वाटतंय, की आज जी भविष्यात शेती आहे ती तंत्रज्ञानाकडे वळावी आणि माझी इच्छा आहे, की त्यांनी तंत्रज्ञान घ्यावं करून.
हो. अरे, बापरे! अरे, वाह! फारच छान, हो. अगदी बरोबर म्हणालात. अ, खूप छान वाटलं तुमच्याशी अ, ह्या विषयावर बोलून. नक्कीच आपण पुन्हा भेटू, पुन्हा बोलू. धन्यवाद.
मला पण तुमच्यासोबत हे शेती विषयक बोलून फार छान वाटलं आणि मला पण तुमच्याशी परत बोलायला फार आवडेल. धन्यवाद.